प्लेलिस्ट हां, नक्कीच, प्लेलिस्ट जी आहे माझी ती यार एकदम आता माझे मित्र तर म्हणतात, की ती प्लेलिस्ट जी आहे खूपच अशी विचित्र आहे किंवा वियर्ड आहे. तर अ, नक्कीच ही गोष्ट आहे. <chuckles> म्हणजे कारण कसं आहे ना, त्यात अ, वेगवेगळ्या भाषेची पण गाणे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पण गाणे आहेत. जसं की आता लव्ह सॉन्ग्स आहेत तुम्हाला म्हटलं मी. नंतर अ, आणखी अपलिफ्टिंग सॉन्ग्स जे आपण मराठीचे गुणगुणावतो गाणं ते हां, क्लासिकल पण आहेत. हां, भजन पण आहेत. हो. भजन पण आहेत. नं नंतर इंग्लिशचे पण आहेत. तर कसं आहे ते सगळं मिक्स असल्यामुळं त्यांना वाटतं, की यार विचित्रच आहे. पण जर तुम्ही सॉर्ट केलं ते थोडंफार, पण मला सॉर्ट करायला नाही आवडत ते. जे-जे आ जे आहे जसं आहे मी फक्त त्या प्लेलिस्टवर टॅप करतो प्ले ऑल करतो. मग सगळं त्या आरामात हळू-हळू एकानंतर एक कोणतं ना कोणचं गाणं आव वाजतं अन् जे की मला बोलायला खरं आवडतं म्हणजे सिंग करायला गुणगुणायला त्या गाण्यासोबत, त्या फ्लोमध्ये जायला आवडतं ते नक्कीच. तसं तर आहे.
हां. <chuckles> का बरं? हां. हां. हां. हां. अ, हो. क्लासिकल पण आहेत म्हणालात. भजन वगैरे. भजन हां. हां. हां. अच्छा. हां. हां. अच्छा. वाह! मस्तच! मग अ, उदात उदास असताना तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची संगीत वगैरे ऐकत असता. मग संगीताशिवाय आणि अ, दुसरं काही करता का म्हणजे आवड तुमची की उदासी तुमची पळून जाते आणि तुमचं माइंड कुठेतरी स्थिरावतं किंवा असं छान वाटतं एकंदरीत. त्याबद्दल काही सांगाल?
हं, हं. अच्छा. संगीताशिवाय का? तर अ, संगीता
हां. हां, म्हणजे कुणा असे टिप्स पण देऊ शकता की बाबा कोण उदास असेल, तर ते कसं रिलीज करायचं त्याने?
हं, हं. अ, न नक्कीच नक्कीच. मला वर्कआउट करायला खरंच खूप आवडतं. म्हणजे वर्कआउटपेक्षा म्हणू आपण की माझ्या ज्या आधीच्या लिमिट्स आहेत, त्या पुश करायला. म्हणजे जर मी आता बघा पुलअप्स किंवा पुशअप्स जर मी आहे आधी जर 10 करत असलो, तर आता मला 15 करायचे आहेत. 15 करू करून दाखवायचे आहेत मला म्हणून ते आवडतं मला.
हां. हां. हां. हां.